अ, हो, क कसं आहे, की ऑफिसमध्ये आमचे जे अकाऊंटंट अ, म्हणजे होते ते. अ, म्हणजे त्यांना जॉब, आता ते जॉब नाही करत. तर ते खूप अ, आपण म्हणतो ना, की वय जास्त होतं, म्हणजे सत्तरीच्या पुढे. पण कसं, ते जुने असल्यामुळे अ, सर जे आहेत आमचे, बॉस जे आहेत, त्यांनी त्यांना अ, म्हणजे असं अ, कंटिन्यू केलेलं होतं त्यांच्यासोबत काम करणं. तर अ, कसं झालं, की अ, असं म्हणजे कंपनीचे जे आता डिपा मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करते, तर त्यांना अ, जेवढी काही महिन्यांची जुनी हे पाहिजे होती अकाउंटसाठी, तर अ, अ, त्यांना ते मिळत नव्हतं. कसं आहे, थोडंसं रिनोव्हेशन झालेलं होतं ऑफिसचं, तर थोडं इकडे-तिकडे सामान झालेला होता. तर तो त्यांना मिळत नव्हता, तर पण मग त्यांनी अ, ते कोणाला ना कोणाला मदत मागतच होते. मग एका वेळेस त्यांनी मला म्हटलं, तर त्यांनी जे दिलं अ, तर अ, अ, ते मी त्यांना अ, म्हणजे काढून दिलं आणि दाखवलं पण, की हे असं असं आहे. तर एका ठिकाणी थोडंसं ते खराब झालेलं होतं, थोडं डॅमेज झालेलं होतं. मग मी त्यांना सांगितलं, की हे असं असं आहे, तर तुम्ही अ, प्रयत्न करा, की याच्यातून कसं करायचं आणि तसा रिपोर्ट करा. एवढंच एवढंच मी म्हटलं. पण त्यांनी सरांना जरा सांगताना जरा कसं असतं ना, की वेगळ्या टोनमध्ये सांगितलं, की मला बोलली. मग मला अ, जसं की अ, त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं, की मी त्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला.
हो. बरोबर, हो ना. अगदी बरोबर. हो. हो. बरोबर. हो. हो. हं. समजलंय, हो. हां, हां, हां. हो ना. म्हणजे तुम्ही सांगायचा दृष्टिकोन तुमचा वेगळा, तुमचं सांगण्याचं एक अ, वेगळं, तुमचं मन वेगळं, तुमच्या सांगण्याची पद्धत वेगळी, तुमचा दृष्टिकोन वेगळा आणि समोरचा घेतो चुकीच्या दृष्टिकोनाने. असंही होते कधी-कधी.
हो.
आणि मग त्या हिशोबाने मग ते त्यांचंच अ, जसं म्हणतो ना, डेफिनेशन करून ते त्यांचंच त्यांच्या हिशोबाने बोलतात. हां, मग पुढे काय झालं?
हो ना. मग अ, अ, त्यांनी जेव्हा सांगितलं, तर मला थोडंसं अ, हे झालं, की नेमकं काय घडलं. म्हणजे आमच्यात तेवढा काही संवाद नाही झाला, थोडं फारच झालं. मग सरांना एवढं काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे मुळातच पहिले मला कळलं नाही. मग जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा मग अ, मला थोडंसं असं अ, रागच आला त्यांचा, की तुम्ही एवढे मोठे आहात आणि अ, अनुभवाने, वयाने आणि तुम्हाला म्हणजे मी छोटीशी गोष्ट सांगितली आणि ती तुम्ही अ, कसं म्हणू शकतो अ, इगोला त्यांचं हां, इगो त्यांचा हर्ट झाला.
बरोबर. हां. हं. हो. हं. चुकीची धरली. हां. इगोला हो, मला कोण सांगणार आहे, ही काय कालची मुलगी आलेली मला काय सांगणार आहे. म्हणजे तुम्ही प्रेमाच्या दृष्टिकोनाने आणि तुम्ही म्हणजे आता तुम्ही तिथे काम करता, म्हणजे एका प्रकारे सहकारीच झाले ना ते, सहकर्मी झाले ते. तर मग अ, तुम्ही एका दृष्टिकोनाने त्यांच्या बरोबर तुम्ही बोलायला गेले आणि मग नंतर त्यांनी, जसं तुम्ही म्हटले इगो धरलात, असं म्हणू. तर जेव्हा लोकं ना तुमच्या सभ्यतेचा असा गैरवापर करतात. आणि किंवा कधी-कधी ना तुमच्यावरती असा दबाव आणतात, तेव्हा मग सीमा कशी काढता तुम्ही आणि कसं ठरवता, की कसा म्हणजे हाच मुद्दा जो तुम्ही सांगितला, जरा पुढे मला सांगणार, की कसं दूर राहायचं किंवा मध्यवर्ती उपाय कसा काढायचा, काय करता मग तेव्हा?
हां. हो, हो. हं. हो.